म्हणजे ही चांगलीच लांबची अशी प्रोसेस आहे. असं कधी झालं का, तुमच्या मनात आलं का, की म्हणजे हे सगळं करायला इतका वेळ लागत आहे? मी डिलीटच करते माझा प्रोफाइल असं तुम्हाला कधी वाटलं का? नवीनपासून काहीतरी वेगळं सुरू करते. हो. आणि मग तुम्ही त्यावेळेस डिलीट नाही केलं, तर त्याच्यामागे काय कारणं होती?
<chuckles> बऱ्याच वेळेला बराच वेळेला वाटतं. अ, कसं असतं, की अ, सुरुवातीला बघा कसं <chuckles> म्हणजे मी असं सांगेल, अ, कारण म्हणजे आता बाकीच्यांचं तर मी नाही सांगू शकत, की प्रत्येकाची अ, हां.
हो, एवढं सोपं नाहीये डिलीट करणं काहीपण. हो, कारण त्याच्यात डेटा असतो तुमचा. काही असं महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या जवळ, तुम्हाला ठेवायचं असेल तो.
हं. आणि अ, कसं असतं, की समजा अ, काय मनात येतं कधी, सिच्युएशन काय होते, की समजा मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठा बदल, अ, खरंच झालेला आहे. म्हणजे इथे असं जे जे मी ऑनलाईन दाखवते, त्याच्या पहिले जर आयुष्यामध्ये काहीतरी मोठा बदल जर झालाय, तर मग मला असं वाटतं, की मी तिथे पण तो बदल करावा किंवा कधी-कधी काय होतं, की काही घटले अ, म्हणजे अ, घटना असेल, तर त्यावेळेस
हं. बरोबर. हं. बरोबर. घटना घडली असते. हो.
मग राग येतो. मग काय करायचं? नाही, मग मला फोटो डिलीट करायचे हिच्यासोबतचे, याच्या हे नको, ते नको. तो पण एक हे असतो, की त्या याच्यामध्ये पण व्यक्ती, अ, ते करतो. मनस्थिती असते ना ती, तर ज्यावेळेस मग मी हे केलं होतं, त्यावेळेस तर अ, सुरुवातीला असं रा असं केलं, ते डिलीट केले, हे नाही ठेवायचे, असं तसं. मग नंतर परत वाटलं, की अरे आपण, अ, कसं असतं, डेटनुसार त्याच्यावर हॅशटॅग त्यावेळेस काही घडलेलं असतं, ते पोस्ट केलेलं असतं ना. मग नंतर मला असं वाटलं, की नको हे असं नको करूया किंवा हे सगळं नको. ठीक आहे, जेवढं ऑलरेडी डिलीट झालं. अ, मग आपण काहीतरी नवीन करूया किंवा नवीन फोटोज काढूया किंवा काय. असं मग मी ठरवलं होतं. आणि मग मी, अ, परत ती सुरुवात केली होती आणि जसं मला थोडी सवय होती फोटोग्राफीमुळे, की बघा एडिटिंग, अ, लागतेच म्हणजे मी करतेच. तर थोडे फोटो एडिट करून, अ, त्याची प्रोफाइल जर ते, अ, सॉरी प्रोफाइल नाही. अ, त्याची जी फोटोचे आपण म्हणतो ना, अ, सेटिंग जे असतात, की ते बरोबर त्या ह्याच्यात बसले पाहिजे, स्क्वेअरमध्ये, त्याच्यामध्ये अशा नीट एडिटिंग करून, मला सवय होती. नंतर मी म्हटलं, "नाही करायची, जाऊदे कशाला करायचं, असंच पोस्ट करूया." तर ते पण मग काय होतं, आपण स्वतःचीच प्रोफाइल बघतो ना, मग थोडं अंदाज येतो, की काय चाललंय हे. <chuckles>
हां. हो ना. हं. बरोबर. हो ना. हो ना. हम्म. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हो ना. अगदी बरोबर. हं. मग हां, हां. <laughs> हो, हो, अ, मग बघा, जेव्हा तुम्ही हे बदल करता, तेव्हा काही असे जवळचे लोक, अ, किंवा जुने मित्र यांचा काही प्रतिसाद कधी आलाय का, काही प्रतिक्रिया दिसली आहे का तुम्हाला?
हं.